काय झालं मग? अरे बाप रे!
<chuckles> मी लिटरली ते डॉलचे केस कसे असतात ना, बेबी पिंक असे माझे केस झालेले <chuckles> आणि मी इतकी घाबरली. म्हणले, "अरे बापरे! हे काय झालं माझ्या केसांचं." आणि मी तर बाहेर जायलाच घाबरत होते म्हटलं, "कसं आता सांगू आईला कसं दाखवू हे असे केस आहेत." <chuckles> आणि आई दरवाजा वाजवते, "अगं खोल, अगं खोल तुझं काय चाललंय किती वेळपासून आ आत आहेस." तर मी हळूच दरवाजा ओपन केला. <chuckles>
सिंड्रेलाच बनल्या असतील मग तुम्ही मग काय केलं तुम्ही? अरे बाप रे! मग काय केलं? आज तर दरवाजा ओपन होणारच नाही सांगायच.